हां.
बरोबर, नक्कीच असं कधी-कधी होतं बरं का. मग आता मला असं सांगा नका, ऑफिसमधली जर सांस्कृतिक प अपेक्षा, म्हणजे जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं कुटुंबीयांच्या पण अपेक्षा असतात, मग त्या संतुलनमध्ये काहीतरी अडथळे नक्कीच निर्माण होतात जेव्हा आपण एकटे किंवा टीममध्ये काम करतो तेव्हा, नाही का. मग ते संतुलनामध्ये जे अडथळे येतात, त्या अडचणी तुम्ही नक्की म्हणजे कशा सोडवतात?
हो. हं. अगदी बरोबर. आता अ, अ, हे पण आहे, की जे आमचं डॉक्युमेंटरीचं काम आहे, हे काही रोजचं शूटिंगला जाणं असं नसतं आणि मग इतर वेळेस आम्ही ते ऑफिस टाईम जो आहे अ, 10 ते अ, 5, 10 ते 7 असं आम्ही ऑफिसला थांबतो आणि घरी जातो निघून. इतर वेळी काही नसतं पण कधी-कधी काय होतं, अ, एखाद्या सणाच्या दिवशी जे आहे ना आम्हाला शूट करणं फार भाग असतं. मग म्हणजे आम्हाला करावंच लागतं शूट आणि मग तेव्हा आम्ही अ, बाहेरगावी वगैरे जातो तेव्हा मग आमच्या सगळ्यांच्याच जे-जे आम्ही बाहेर गेलेले असू सगळ्यांच्याच फॅमिलीचा मग तो थोडासा अ, थोडासा राग येतो आमचा किंवा काय हां, मूड ऑफ होतं त्यांचं हे. सणाच्या वेळेस तुम्ही लोकं जाताय, तुम्ही थांबलं पाहिजे, असं पण त्यांना मग थोडीशी कल्पना द्यावी लागते, की क्लायंट काय रोज-रोज येत नाही असे, तर मग त्यांनाही थोडासा वेळ दिला पाहिजे आपण, मग ते त्यांच्या लक्षात येतं. थोडासा पण रुसवा-फुगवा असतोच. पण मग आम्ही त्या बदल्यात काहीतरी त्यांना रीप रिटर्न गिफ्ट करतो. जसं मी माझ्या बायकोला काहीतरी रिटर्न गिफ्ट वगैरे आणून देतो आणि मग ते छान त्यांना मस्त वाटतं आणि मग ते अ, छान होतं ते सगळं. असं म्हणजे
हं. हं, हं. हां ना. बरं. हं. हो. मूड ऑफ होऊन जात असेल हा ना, सणाच्या वेळेसच. <chuckles> हं. बरोबर. <laughs> हो का? अ हो, म्हणजे कुटुंबियांना गिफ्ट वगैरे दिलं का जाऊ द्या मग कुटुंब खुश.
गिफ्ट वगैरे दिलं तर हां म्हणजे ते कुठेतरी भरून काढण्याचा आपण प्रयत्न करतो. ते त्यांनी कारण ती गेलेली वेळ आहे ती खरं तर येणार नसती. पण मग अ, मग त्यानंतर ते प्रोजेक्ट झाल्यानंतर एक दिवस खास मग फॅमिलीबरोबर पण स्पेंड करतो. जेणेकरून मग त्यांनाही अ, छान वाटतं, की ओके ठीक आहे. अ, सणात नाही पण त्यानंतर तर छान एक दिवस पूर्ण दिला असं.
<laughs> हो, नक्कीच, नक्कीच. हां.